बघा ना, अ, जीवन जगताना आपण रोजच श्वास घेतो आणि हा श्वास घेत असताना म्हणजे माणसाचं संपूर्ण आयुष्य संपूर्ण लक्ष हे आपल्या श्वासावरती डिपेंड असतं. असं म्हणतात, की माणूस आपल्या श्वासावरती जर माणसाचं कंट्रोल निर्माण झालं तर माणूस या जगामध्ये काहीही कमवू शकतो किंवा काहीही करू शकतो. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
हं. हं. हं. बरोबर. अ, खरं आहे. म्हणजे श्वासोच्छवास अ, म्हणजे एक जगण्याची प्रेरणा आहे अर्थात आणि मला याच्यावर एक गोष्ट अशी आठवते, की एकदा सगळ्या शरीरांच्या अवयवामध्ये भांडण झालं होतं. डोळे अ, त्याच्यानंतर कान आणि हात आणि पाय आणि प्राण म्हणजे आपले श्वास. आणि मग प्रत्येकाने हे भांडण मिटवण्यासाठी असं म्हटलं, की बघूया ना कोण महत्त्वाचं आहे आणि कोणाचं महत्त्व जास्त आहे. तर डोळे म्हणाले पहिले मीच बघतो. तर डोळे गेले तर शरीर चाललं. मग कान गेले तरी शरीर चाललं. हात गेले तरी शरीर चाललं. पाय गेले तरी शरीर चाललं. पण शरीरातनं प्राण निघून गेले, शरीर बंद पडलं. मग सगळ्यांना समजलं, की आपल्यापेक्षाही शरीरात प्राणांचं महत्त्व जास्त आहे.
ओह! अच्छा. हं, हं. अरे वाह!
तर अर्थातच अ, अ, हे प्राण फार महत्त्वाचे आहेत आणि अ, हे शुद्ध असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
अरे! अरे वाह! मग मला सांगा ना, हा श्वासोच्छ्वास जर टिकवायचा असेल किंवा हा चांगला परिणामकारक जर करायचा असेल. तर याच्यासाठी छोट्यामोठ्या टेक्निक्स असायला पाहिजेत. तर अशी कुठली टेक्निक्स वापरता का, तुम्ही? की जेणेकरून तुमचा हा जो नॉर्मल आपण श्वासोच्छ्वास करतो याच्यापेक्षा तुम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने थोडंसं करता, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप चांगला परिणाम जाणवतो?
हं. हं. अं, तसे तर खूप पद्धती आहेत, पण ह्याचा खास उपयोग केव्हा होतो ना, तर आपण ज्यावेळेला तणावातून जात असतो.
हं, हं.
की अ, आपण कोणत्यातरी स्ट्रेस मधनं ज्यावेळेला जात असतो. त्यावेळेला या श्वासोच्छवासाचा जास्त उपयोग होतो. तर मला त्याबद्दल सांगायला आवडेल, की अ, बघा एखाद्या वेळेला आपण असे खूप स्ट्रेसमध्ये असतो आणि आपल्याला असं वाटतं, की सगळे मार्ग आपल्या समोरचे बंद झालेत. तर आपण काय करावं? तर भिंतीला असं डोकं ठेवून डोळे बंद करून 2 मिनिटं शांत बसावं आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं.
अरे वाह! हं, हं.
यामुळे होतं काय, की अ, आपल्या मेंदूपर्यंत ना, चांगले सिग्नल्स जातात आणि आपल्या शरीरातले आपण रिलॅक्स झाल्यामुळे, विचारांवर थोडा म्हणजे सगळ्याच विचारांना थोडासा आपण एक स्वल्पविराम दिल्यामुळे अं, मेंदूपर्यंत चांगला ऑक्सिजन पोहोचतो आणि तो सगळ्या नसांमार्फत आणि ऑक्सिजन हे एक खूप महत्त्वाचं कारण आहे, की जो आपला तणाव, कमी करू शकतात काही प्रमाणात. तर हा मेंदूपर्यंत आणि संपूर्ण रक्तामध्ये छान ऑक्सिजन मिसळला गेल्यामुळे, अ, आपला तणाव हळू-हळू कमी व्हायला सुरुवात होते. मग अशा बऱ्याच अ, टेक्निक्स आहेत, की अनुलोम-विलोम तर हा अनुलोम-विलोम अ, कसा करायचा असतो तर एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आणि मग अ, ज्याने श्वास आत घेतलाय, ती नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा.
अरे वाह! ओके. अच्छा. हं. हं, हं.
मग पुन्हा ज्या नाकपुडीने श्वास सोडलाय त्याच नाकपुडीने पुन्हा श्वास वर घ्यायचा आणि मग अ, बाजूच्या नाकपुडीने तो सोडायचा. मग ही प्रोसेस आपण कंटिन्यू करत राहायची जितक्या वेळ आपल्याला जमते आहे. जर आपण नवखे असू तर अ, एक 15 श्वास असे घेतल्यानंतर थोडासा ब्रेक घ्यावा आणि मग पुन्हा अ, सुरु करावं. तर याने होतं काय? तर आपल्या दोन्ही नाकपुड्यांशी ज्या जोडलेल्या नसा आहेत, त्या मोकळ्या होतात.
अरे वाह! हं.
आणि ऑक्सिजन अ, मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. बरं, यामुळे आणखीन एक गोष्ट होते, की श्वासावर लक्ष केंद्रित होतं. कारण आपल्याला एका नाकपुडीने घ्यायचा आहे, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे, पुन्हा त्याच नाकपुडीने घ्यायचा आहे, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये लक्ष गेल्यामुळे जे नको ते विचार आहेत किंवा निगेटिव्ह विचार आहेत ते जरा थोड्या वेळासाठी बाजूला होतात आणि आपलं मन शांत होतं.
हं, हं. हं. अरे वाह! खूपच छान. मग मला सांगा ना, आता तुम्ही जसं बोललात की हा अनुलोम-विलोम करायचा आहे माणूस स्ट्रेसमध्ये असतो, त्यावेळेस आपण हे करतो, पण याचा परिणाम लगेच जाणवतो का?
हं. हं. हो. हो. हो, लगेच जाणवतो आपल्याला ह्याचा परिणाम, कारण मी जसं म्हटलं की अनुलोम-विलोममध्ये म्हणा किंवा अ, श्वासावर लक्ष ज्यावेळेला आपण केंद्रित करतो, त्यावेळेला म्हणा की आपण त्या निगेटिव्ह विचारांपासून थोडेसे लांब जातो. त्यामुळे याचा इफेक्ट लगेच दिसून येतो, की तणावामध्ये आपण काय करत असतो? की एकतर आपण स्वतःला खूप दोष देत असतो
हं, हं.
की आपल्याकडूनच असं का झालं, आपल्याच सोबत असं का होतं आणि आपलंच नशीब खराब आहे, वगैरे, वगैरे, वगैरे, वगैरे, असे आपण दोषारोप स्वतःला करत असतो आणि म्हणून आपण त्या तणावामध्ये घुसत, घुसत, घुसत, घुसत जास्त जात असतो.
अच्छा!
तर ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तर ह्या गोष्टींची खरंच मदत होते. मग आणखीन एक ह्यातला एक प्रकार आहे, तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम. तर अ, त्यासाठी काय करायचं असतं, की अं, कानामध्ये अंगठे घालायचे आपल्या दोन्ही त्याच्यानंतर मग 4 बोटं उरतात. त्यातलं अ, त्यातली 2 बोटं, तर्जनी आणि मधलं बोट कपाळावर ठेवायचं आणि त त तर्जनी आणि मधल्या बोटाने, सॉरी, आपले दोन्ही डोळे बंद करायचे आणि मरंगळी आणि करंगळी जी उरते, ती मरंगळी नाक आणि अ, ओठच्यामध्ये आणि करंगळी हनवटीच्या खाली, असं करून ओमकार करायचा. पण जो आपण नॉर्मल ओमकार करतो, तसा ओमकार न करता, ओ छोटा ठेवायचा आणि म वाढवायचा.
अरे वाह! अच्छा! हं. अरे वाह! ओह! हं. अच्छा.
ह्याने काय होतं, ज्यावेळेला आपण हमिंग करतो ना, त्यावेळेला स्वतःचा आवाज आपण स्वतःच ऐकतो.
हं. ओह!
आणि तो जो हुं हुंकार ज्याला आपण म्हणतो, तो ज्यावेळेला आपण देतो, त्यावेळेला काय होतं की एकतर अ, तणावातून आपल्याला मुक्ती मिळते सगळ्यात पहिली गोष्ट. ह्याचं कारण हे, की अं, खूप शांत वाटायला लागतं त्या मकाराच्या लांब उच्चारामुळे. तुम्ही हे कधीतरी करून बघा, की खूप शांत वाटायला लागतं आणि ज्यावेळेला अ, आपण तणावात असतो ना आणि मी जसं म्हटलं की स्वतःला खूप दोष देत असतो, तर आपण ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्वतःचा आवाज कधी ऐकत नाही बघा.
हं. अरे वाह! नक्कीच करेन. हं. बरोबर ना, अगदी बरोबर बोललात.
की स्वतःचं मन, मन आपल्याला काय सांगतंय, याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. पण हा जो भ्रामरी प्राणायाम आहे ना, तो आपल्याला स्वतःचा आवाज ऐकण्याची सवय लावतो.
अरे वाह! खरंच ना.
आणि मग आपल्याला सोल्युशन्स सापडत जातात, की आपण ह्याच्यातून कसे बाहेर पडू शकतो आणि मुख्य म्हणजे आपल्याला हे समजतं, की आपल्याला स्वतःच स्वतःला खेचून यातून बाहेर काढायचं आहे. लोकं येतील, जातील. आपल्याला मानसिक आधार देतील, आपली काळजीही घेतील. पण यातून बाहेर कोणाला पडायचं आहे. तर आपलं आपल्याला स्वतःला पडायचंय.
अगदी बरोबर बोललात बघा. म्हणजे स्वतःनी स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे.
हो.
आणि मग बघा ना, हे सगळं आपण करतो. खूप छान सांगितलं. पण हे बघा कधी-कधी आपल्याला ना ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस असतो आणि ऑफिसमध्ये तर स्ट्रेस निर्माण झाला ना, की तेव्हा आपण ऑफिस तर आपलं एकदम घराजवळ तर असत नाही. आपल्याला थोडा तरी प्रवास करायला लागतो आणि प्रवासामध्ये तर आपल्याला माहीत आहे ना हो, केवढी ट्रॅफिक असते. तर मग अशावेळी काय करायचं? म्हणजे एकदमच ऑफिसमधून निघालो भयंकर स्ट्रेस आहे आपल्याला आणि आपण प्रवासात आहेत. पण काय होतं ना कधी-कधी बघा असं की आपल्या स्ट्रेसचा परिणाम आपल्या प्रवासामध्ये होऊ शकतो का?
हो. बरोबर. हो. हं. हं. हं. अ, म्हणजे आपल्याला नेमका स्ट्रेस कुठे येतो आहे, हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. प्रवासात येतो आहे, की आपल्याला ऑफिसमध्ये येतो आहे. प्रवासात स्ट्रेस आल्यानंतर आपण जर समजा अ, रस्त्यात असू, तर तणावमुक्त होण्यासाठी आपण फक्त स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू शकतो, की मोबाईल बघणं किंवा गाणी ऐकणं अशा गोष्टी करू शकतो. कारण ते काही ट्रॅफिकमध्ये आजूबाजूला, जेव्हा सतत हॉर्नचे आवाज आहेत त्यावेळेला काही आपण अ, श्वासोच्छवासाचे काही व्यायाम प्रवासात करू नाही शकत. किंवा आपण ट्रेनमध्ये असतो ट्रेनमध्ये खूप गर्दी असते, खूप आवाज असतो त्यावेळेला फक्त डोळे बंद करून आपण शांत बसू शकतो, पण हे अनुलोम विलोम, भ्रामरी ह्या सगळ्या गोष्टी काही आपण ट्रेनमध्ये करू नाही शकत. तर नेमका आपल्याला जो तणाव आहे, तो तणाव ऑफिसमधला तणाव असतो, जो आपण पुढे कॅरी फॉर फॉरवर्ड करत असतो. अ, गाडीच्या प्रवासात म्हणा किंवा ट्रेनच्या प्रवासात म्हणा. तर ऑफिसमधला तणाव मला तर अ, आधी असं वाटतं, की जर शक्य असेल तर तो ऑफिसमध्येच सोडून आपण बाहेर निघावं. जर तसं आपल्याला करता येत नसेल तर आपलं काम झाल्यानंतर एक अ, 4, 4, 4चं एक स्क्वेअर ब्रीथिंग नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे काय की डोळे बंद करायचे, ऑफिस टू ऑफिसमध्ये जिथे आपण बसलो आहोत तिथे. एक लांब श्वास घ्यायचा, 4 सेकंदासाठी तो होल्ड करायचा, मग सोडायचा, जितका दीर्घ घेतला आहे तितकाच दीर्घ तो सोडायचा.
अच्छा. हां. तेच, तेच, तेच. हं. हं, हं. हं. अच्छा. हं.
सोडल्यानंतरही 4 सेकंद पुन्हा थांबायचं, होल्ड करून ठेवायचा श्वास. पुन्हा 4 सेकंदांनी मोठा श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा. पुन्हा 4 सेकंद थांबायचं. पुन्हा 4 सेकंदांनी तो दीर्घ सोडायचा.
अच्छा.
ह्यामुळे पुन्हा हेच होतं, की रक्ताभिसरण चांगलं होतं. सगळीकडे संपूर्ण रक्तात, मेंदूमध्ये ऑक्सिजन अ, पसरण्यासाठी वेळ मिळतो. ह्या श्वासोच्छवासामध्ये, जे आपण 4-4 सेकंद होल्ड करून ठेवतो आहोत श्वास, ह्यामुळे आणि मग आपला तणाव जरा कमी होतो. मग आपण ऑफिसमधनं निघावं, मला असं वाटतं. आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करावी.
किती छान बोललात. हे बघा, ऑफिसमध्येच जर आपल्याला स्ट्रेस आला, तर तिथल्या तिथं आपण त्याचं निवारण करू शकतो, अगदी बरोबर बोललात. पण हे बघा ना, आता स्पर्धेचं युग आहे, प्रत्येक मुलाची स्पर्धा भयंकर वाढलेली आहे. तर अशा स्पर्धेमध्ये मुलं अभ्यास करतात आणि परीक्षेच्या वेळेस त्यांना अचानक तणाव येतो. तर अ, मला सांगा ना, की त्यांनी काय करायला हवं? का, जेणेकरून त्यांचा तणाव कमी होईल आणि ते परीक्षा पण चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण करू शकतात किंवा चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात ते परीक्षेमध्ये?
हो. हो. हो ना. हं. हं, हं. एक खूप सोपी ट्रिक आहे ह्याच्यासाठी, की घरामध्ये अ, देवघर असेल. तर देवघरामध्ये एक छोटासा दिवा लावावा
हं.
आणि लाईट बंद कराव्यात काळोख करावा आणि एकटक त्या दिव्याकडे फक्त बघत बसावं.
अच्छा. हं. अच्छा, म्हणजे एकाग्रता वाढवावी.
एकाग्रता वाढते आणि त्या शांततेत आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात.
अरे वाह! आणि
तर हा एक उत्तम पर्याय लहान मुलं ट्राय करू शकतात, जर अ, त्यांना योगसाधना करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ नसेल किंवा ती करणं त्यांना कठीण जात असेल तर हा एक खूप सोप्पा पर्याय आहे, शांत होण्यासाठीचा.
हं, हं. ऑफकोर्स, मस्तचं! आणि मग याचा फायदा तर झोप लागण्यासाठी तर नक्कीच होत असणार कारण कारण बघा, की आज कितीतरी असा समाजामध्ये असी लोकं आहेत, की ज्यांना शांत झोपच नाही हो. पैसा अमाआप आहे, संपत्ती अमाआप आहे, पण काय आहेत, की गोळ्या घेऊन झोपायला लागत. एकीकडे बघा ना, की फुटपाथवरती बसणारे लोकं असेल किंवा एकदम असं गरीब घरातील लोकं असेल तर त्यांना एक वेळचं जेवण नसतं हो. तरी पण ते निवांत झोपतात आणि एवढी संपत्ती, एवढं सगळं संपत्ती वगैरे असताना, ह्या लोकांना झोप नाही.
नक्कीच, नक्कीच. हो, खरं आहे, खरं आहे. हो. बापरे! हो ना, ओ. हं. <chuckles> हं.
बघा ना, तुम्ही अशी खूप उदाहरणं आहेत. मग अ, ह्यांच्यासाठी पण तुमचा काहीतरी सल्ला असेलच ना?
हो ना. हो. तर यांना झोपे अगोदर हा जो मी भ्रामरी प्राणायाम मघाशी सांगितला ना, तो एकदा करून बघावा किंवा साधा YouTubeवर ना, एक छान कोणत्याही स्वरातला तानपुरा लावावा आणि डोळे बंद करून फक्त आपल्या श्वासांवर 10 सेकंद नियंत्रण करावं आणि मग झोपावं.
अच्छा.
छान झोप लागते बघा.
अरे वाह! मस्तचं. बघा, तुम्ही एवढी छान माहिती दिली मला खरंच ना, एवढी आवडली ना, तुमची माहिती तुमचं ज्ञान आणि आपल्या श्रोत्यांना पण खूप आवडल. मला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. लवकरच भेटूया हं, आपण, धन्यवाद.
नक्की. मलाही खूप छान वाटलं. खूप-खूप धन्यवाद.